तर एवढं म्हणजे ते शिकतात पण आणि पगार पण घेतात. तर अशा वेळेला आपल्या शिक्षणावरती लक्ष दिलं पाहिजे, पगारावर नाही. आणि आपण कशा प्रकारचं काम शिकतोय, त्या कामामधून आपल्याला पुढे आपलं भवितव्य काय आहे? याच्याकडे नवशिक्याने बघायला पाहिजे. म्हणजे मला सोडायला गाडी आहे का? मग तिथे कॅन्टीनमध्ये पदार्थ कसे मिळतात? किती महत्त्व आहे त्याला, नाही महत्वाचं. म्हणजे उद्या अ, अ, आय-आय-टीला अ, प्रवेश मिळाला आणि कुठल्यातरी साध्या गावच्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला.
हं, हं, हं. अगदी बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं.
तर क तुम्ही सुरुवात कशावरून करणार वडापाव कुठं चांगला मिळतो त्याच्यावरून करणार का? हे चुकीचं होईल ना, आपल्याला शिकायला जायचं आहे, त्या कंपनीमध्ये कंपन्या अ, म्हणजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये कशा प्रकारच्या कंपन्या या नोकरीसाठी म्हणजे ज्याला कॅम्पस म्हणतात ना, लोकांना निवडण्यासाठी येतात, संधी कुठे चांगल्या मिळतात, शिक्षक कुठे चांगले आहेत, हे बघायचं का कॅन्टीनचे पदार्थ बघायचे?
बरोबर. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर.
म्हणजे ना, मॅच्युरिटी नसते हो.
हं, हं, हं, हं.
आणि मी बघितलंय नवशिक्यांना बऱ्याच जणांना असं वाटतं, की आपल्याला ब काय असतं? लहान गावातून आलेली मंडळी असतात. त्यांना अ, प पुण्याकडे नोकरी लागली आणि काय की गावात उदो, उदो होतो. काही-काही जणांच तर पोस्टर लागतात. आमच्या गावच्या ह्याला ह्या-ह्या कंपनीमध्ये नोकरी लागली.
हो, हो. काय बोलता पोस्टर वगैरे लागतं? अच्छा. हे मला माहीत नव्हतं पोस्टर वगैरे लागतं म्हणून.
काय ते गावातला हुशार असतो. म्हणजे हे सगळं बरोबर आहे. पण ते यश आपल्या डोक्यात जाता कामा नये. नवशिक्याने आपल्याला नोकरी मिळाली आहे, ही जीवनाची सुरुवात आहे, असं समजलं पाहिजे. त्याने त्याच्याकडे जरा असं बघायला लागलं की हां.
हां. हं, हं. अगदी माझ्या आलं ते लक्षात. मला हे सांगाल का अ, मला हे सांगाल का हो दिवसातून किती वेळ द्यायला हवा नवशिक्याने, म्हणजे नाही का, कसा एक छोटा म्हणजे नाही का, जो अभ्यासक्रम असतो. अभ्यास पद्धती म्हणतो आपण त्याला. तर त्याचं कसं आयोजनबद्ध म्हणजे कारभार केला पाहिजे? जेणेकरून आहे ना, नवशिक्याला त्या गोष्टी शिकता ही येतील आणि जे भौतिक सुख आहे, म्हणजे ते जे आकर्षणाला बळी पडतात, तर हे पडू नये, याकरता काय उपाय सुचवाल तुम्ही?
हं, हं.

हं. अ, मला काय वाटतं? मी हा प्रश्न असा घेतो माझ्या अनुभवातनं घेतो की मी बऱ्याच वेळा अ, कंपनीमध्ये ट्रेनिंग मॅनेजर म्हणून काम केलंय. तर आमच्याकडे नव्याने इंजिनिअर झालेली लोकं करियरच्या सुरुवातीला यायचे.
हं, हं. अच्छा. हं, हं.
आणि, मला त्यातल्या ज्या ग गमतीशीर गोष्टी दिसल्या त्या तुम्हाला मी सांगू का? मला वाटतं सांगतो तुम्हाला आवडतील ऐकायला. हां. तर आमच्या अ, कंपनीमध्ये आम्ही महाराष्ट्रभरातुन आणि कधी-कधी मध्यप्रदेशमधुनही विद्यार्थी घ्यायचो. आणि त्यातल्या काही-काही जणांचं फार अ, विचित्र म्हणजे मला पहिल्यांदा समुपदेशन काउंसलिंग करायला लागायचं. ही काही मुलं यायची आणि म्हणायचे, "सर फार वाईट झालं, मला हा टेस्टिंगचा जॉब मिळाला आणि आता माझं कसं करियरच काय होणार?" तर मी त्यांना म्हणायचो, "अरे"
बिलकुल सांगा मला तर ऐकायला खूप आवडेल. हं, हं. अच्छा, अच्छा.
"₹3,60,000 वर्षाला पगार मिळतोय तुम्हाला सुरुवातीला, आपल्या आधीच्या पिढीला असा पगार अ, रिटायरमेंटला मिळायचा तुम्हाला आता मिळतोय. तुम्ही त्याच्याकडे बघा आणि स टेस्टिंगचा जॉब आहे डेव्हलपमेंटचा नाही म्हणून असे एवढे नाराज होऊ नका." तर नवशिक्याने पहिली गोष्ट काय करावी तर ना फार मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत. म्हणजे पहिल्याच दिवशी आपण जाऊन कॅबिनमध्ये बसणार
हं, हं. हो. बरोबर शिकण्याकडे लक्ष द्यावं त्याने.
<chuckles> आपल्याला मोठी गाडी मिळणार आणि सगळं मिळणार अशा ज्या अपेक्षा आहेत ना, त्या ठेऊ नयेत. दुसरी गोष्ट मी बऱ्याच वेळा तिथं त्यांना सांगायचो की तुम्ही हे जे पहिले 3 वर्ष काम करणार आहात, त्यात तुम्हाला 2दा पगार मिळतोय. मुलं आश्चर्याने बघायची, म्हणे "नाही हो सर. 1दा च पगार मिळतो. तुम्ही काय सांगताय 2दा पगार." म्हणलं तो तसं नाही, "एक पगार तुम्हाला बँकेत मिळतो."
हां. मला पण प्रश्न पडलाय 2दा पगार कसं काय हो?
हां, "तर 1 पगार बँकेत मिळतो आणि 2रा पगार म्हणजे," हे आमच्या आयटी फील्डमध्ये बघा "कोणीही नव्या लोकांना घ्यायला पटकन तयार नसतं."
अच्छा.